हो, खरोखर म्हणजे असं ते होतं ना की अ
आणि हे तर फक्त ह्याचं झालं खाणं-पिण्याचं नाही का मग फ्लिपकार्ट, Amazon इकडचे पण नोटिफिकेशन यायचे. अ, उदाहरण द्यायचं झालं तर हां, मला ना एका मी असं सर्च केलं होतं Google वर अ, Metaचा Metaचा एक गॉगल आहे ना नवीन निघालेला. अ, तर ते अ, व्हिडिओ कॅमेरा वगैरे तर मला घ्यायचा होता ते मी सर्च केलं पाहिलं तर प्राईस त्याची 40,000 काय ते तीस चाळीस हजार रुपये नाही का? म्हटलं यार खूपच महाग आहे. मग ते Googleला कळालं की हे सर्च करतंय नाही का? असे ग्लासेस वगैरे मग Youtube अ, Youtubeचं मला नोटिफिकेशन Youtubeचं नाही कुठेतरी फ्लिपकार्टचं मला नोटिफिकेशन आलं वरून की अ, फायर बोल्ट म्हणून एक ब्रँड आहे त्याचं सिमिलर ग्लासेस ते कमी बजेटमध्ये नाही का? दहा हजार रुपये मला वाटलं मग ते ओपन केलं तर मला चांगलं वाटलं म्हणजे मग इम्पल्स बायिंग केली ना मी. आता बजेट मला तेवढं नव्हतं पण 10,000 चं होतं तर घेतलं मी. आता ते मी घ्यायला घेतलंय पण एकदाच वापरले ते पडू नये तसंच नाही का? <chuckles> मग असं पण मिस मिस्यूज होतो नोटिफिकेशनचा म्हणजे आपल्याला वाटतं त्यावेळेला की घ्यायला पाहिजे, असं-तसं नोटिफिकेशनमुळे मग अ, आर्थिक नुकसानही होऊ शकते. तर थोडी काळजी घेतली पाहिजे आपण आणि हे सेल वगैरे आहे, ते बंद करून ठेवायचं नाही का, नोटिफिकेशन जेव्हा बो हां, जेव्हा मोठे सेल येतात ना अ, बिग बिलियन डे झाला हां, तेव्हा मी खूप शॉपिंग करतो, म्हणजे कामाच्या घेतो पण वस्तू, असं नाही की कोणतेही घेते, तेव्हा ब बरेच पैसे वाचतात ना माझे पण तर असं मी करतो.
खाण्या-पिण्याचं बरोबर. हो. आता त्यांचे सेल चालू असतात नेहमी. अ, तर काही ना काही ह्याला काय म्हणतात त्याला अ, हां, हां. बोला, बोला. हां, हां, हां. हां, हां. बरोबर, हां, हां. <chuckles> <chuckles> हां, हां, हां. हां. हं. हां, हां, हां. हो. ओके, ओके. हां, हां. हं. <chuckles> हो तेच. हां. हं. हं. हं. हां. हां, हां, हां. हां. हां, बरोबर, बरोबर. हो. हां. हां, बरोबर, बरोबर. तेच-तेच. हां, पण म्हणजे तेच म्हणजे एकंदर त्याचा काय फायदा पण आहे, तोटा पण आहे. नाही म्हटलं तरी.
हां, दोन्ही आहे असं. अ, अतिरेक होऊ नका देऊ म्हणजे कसं आहे तुम्ही कंट्रोलमध्ये राहा ना. नोटिफिकेशनला तुम्हाला कंट्रोल करू नका देऊ. अ, आपण म्हणतो ना आपण चालवायला ड्रायव्हर जे आहे आपल्या मनाचा आपण पाहिजे. फक्त नोटिफिकेशन पाहून आपण हे होतोय तर टेम्प्ट होऊन करतोय तर नाही ते कामाचं.
हं. हां. हं, बरोबर. हां. <chuckles> हो. हे तुम्ही खूपच म्हणजे उत्कृष्ट उदाहरण दिलंय, की कसं स्वतःला ताब्यात ठेवायचं आणि त्याचा स्मार्टली वापर करायचा नोटिफिकेशनचा. आपल्याशीही बोलून खूप छान वाटलं.
बरोबर. मलाही खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
धन्यवाद.

हे बघा माझ्यासोबत असं व्हायचं आधी खूप नाही का. अ, इम्पल्स बाईंग म्हणतात त्याला म्हणजे खूप खूप जर नोटिफिकेशन तुम्हाला येत असले ना, मग आपल्याला कुठेतरी मनामध्ये व्हा वाटायला लागतं. जसं तुम्ही उदाहरण दिलं स्विगी झालं झोमॅटो झालं आणि अ, जेव्हा मला भूक वगैरे लागायला लागलेली असायची नोटिफिकेशन यायचं मला वरून. भूक लगी है? भूक लगी है? पिझ्झा खाओगे? असं नोटिफिकेशन यायचं नाही का वरून. म्हटलं अरे यार म मग ते पिझ्झा खाओगे? म्हंटले की आपण मनात अ, विचार करायला लागतो ना पिझ्झा खातोय चीझचा, नाही का. मग ते ओपन केले की मग एक टेम्प्टिंग वाटतं आणि प्रॉब्लेम काय आहे जेव्हा भूक लागलेली असते ना, माणसाचं असं म्हणतात भूक लागलेली असताना कोणतेही डिसिजन घेऊ नये. पण ते अ, आपण घेतो डिसिजन नाही का, पटकन पिझ्झा ऑर्डर करतो, गेले ₹400-₹500 मग काय. असं खूपदा झालेलं आहे माझ्यासोबत. मग मी काय करायचो, म्हणजे अ, हे नोटिफिकेशन म्हणजे स्विगी, झोमॅटो अनइन्स्टॉल नाही केलं मी, मी कारण की मी कधी-कधी ऑर्डर करतो ते. मग मी काय केलं त्याचे नोटिफिकेशनच बंद करून टाकले ना, जेव्हा मन होईल स्वतःहून असं नाही की नोटिफिकेशन पाहून मन होते, असं नाही व्हायला पाहिजे. स्वतःहून जेव्हा मन होईल. होतं बघा कधी-कधी क्रेव्हिंग्स होते आपल्याला, "अरे यार काहीतरी बाहेर खूप दिवस झालं, बाहेरचं नाही खाल्लं." त्या त्याच्यावेळेस ठीक आहे ना, 1-2 वेळेस महिन्यातून. तर तुम्ही रोज रोजच खात आहेत, माझे तर मग विचारूच नका असे ₹10,000-₹20,000 तर असेच जायचे 10-15 दिवसामध्ये नाही का, ऑर्डर करून-करून. मग कुठेतरी आपलं आर्थिकही नुकसान होतं म्हणजे अ, बॅलन्स जे म्हणतो आपण आर्थिक ते बिघडतं कुठेतरी नाही का. जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात.
हां, बरोबर. हां. हं. हो, हो, हो. <chuckles> बरोबर त्याच वेळेस. <laughs> हो, बरोबर. <chuckles> हो. <chuckles> हं. हां. <chuckles> बरोबर. हो. हां. <chuckles> हो. हां. हां. खूपदा होतं, खूपदा होतं, हो. होतं, हं. हो. हं. हो. हं. अर्थात, अर्थात.